कधी-कधी कसं होतं ना, काही भावना किंवा मनातल्या काही अ, म्हणजे अतिरेक होतो विचारांचा ती भावना आणि स्वतःकडे परत जाण्याचा जो प्रवास असतो ना, तो अनेकांना हा प्रवास भीतीदायक वाटतो. म्हणजे काहींना तो उपयुक्तही ठरतो आणि काहींना जीवन बदलणारा असतो. तर मग अ, असं म्हणता येईल की एखादी जीवनातला प्रोजेक्ट तुमच्या आयुष्यातला प्रोजेक्ट की ज्याने तुमच्यात म्हणजे आयुष्यात बदल घडवला असं काही आहे का तुमचं? तुमचे अनुभव?
हो, नक्कीच. आणि तुम्ही खूप सुंदर बोललात, की स्वतःकडे जाण्याचा प्रवास कधी-कधी भीतीदायक वाटू शकतो एखाद्या व्यक्तीला. आणि हा जो मुआ माझा प्रोजेक्ट होता जो मी सुरु केला तो स्वतःकडेच उलटं स्वतःच्या अंतरात्म्याकडे जाण्याचाच प्रोजेक्ट होता. तो म्हणजे अ, 2008 मध्ये मी जेव्हा अराउंड 26 वर्षाचा होतो. तेव्हा माझा एक प्रोजेक्ट मी सुरु केला होता. अ, साइड बाय म्हणजे जॉ फुल टाईम जॉब करता, करता. तो म्हणजे माझा लाईफ कोचिंगचा प्रोजेक्ट. म्हणजे एक मेन्टॉरिंगचा प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण. आणि त्यासाठी मी एक कोर्स केला. अ, म्हणजे सर्टिफिकेशनसाठी कारण लोकांना एक लागतं दाखवायला सर्टिफिकेट की बघा मी आहे <chuckles> लाईफ कोच. पण
अरे वाह! हो. हां. अरे वाह! फारच छान. हां. हां, हां. हां. अरे वाह! हां, हां. बरोबर आहे. <chuckles> नाही ओ. काळाची गरज आहे ती. त्याशिवाय लोकांना विश्वासही नाही होत. हो. हो.
हो. अगदी खरं आहे. पण हे कसं आहे ना, लाईफ कोचिंग म्हणा किंवा मेंटरशिप जी असते, ती आपण कुठूनही शिकून त्याचा कोर्स नाही करू शकत. खरं म्हणजे. ते अप उपजतच असतं. आपल्या आतूनच आलेली गोष्ट असते. आणि ती आपल्याला दुसऱ्यांबरोबर वाटण्यासारखी अ, वाटते. आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यातले थोडे-थोडे प्रॉब्लेम्स जर सुटलेत, तर मी इतरांचीही मदत करू शकतो. तर अशा प्रकारचा हा मी प्रोजेक्ट सुरू केला होता.
हो. अच्छा. हां. हां. नक्कीच. अ, पण हा जो प्रोजेक्ट होता, हे सुरू करण्याचं तुमचा उद्देश काय होता? म्हणजे मूळ उद्देश काय होता आणि तो उद्देश आजपर्यंत म्हणजे कसा बदलला आहे किंवा सुरूच आहे का?
हं. अ, माझी टॅगलाईनच ही आहे की हेल्पिंग पीपल ब्रिंग हॅपीनेस बॅक इंटू देअर लाइव्ह्ज. म्हणजे अ, लोकांना स्वतःच्याच आयुष्यात आनंद कुठेतरी हरवलेला असतो. तो पुन्हा कसा शोधायचा, याचा एक प्रवास किंवा ह्याची एक अ, कुठेतरी अ, प्रोसेस किंवा एक प्रयत्न आणि तो प्रयत्न प्रत्येकाच्याच बाबतीत यशस्वी होईलच असं नाही. पण माझी ती हेल्प आहे. आणि त्याच्यातच ते उत्तर दडलेलं आहे, की मी एकतर माझ्या आयुष्यात मला गाईडन्स करणारं कोणीच नव्हतं, कधीच. आणि जे काही मी शिकलो ते थोड्याश्या अवघड पद्धतीने शिकलो. कारण अ, सगळं स्वतंत्रपणे करत होतो. स्वतःच्या जबाबदारीवरच करत होतो. आणि चुका होत होत्या. त्यातून शिकत होतो. तर मला असं वाटतं
हां. अरे वाह! फारच सुंदर. हां. अच्छा. प्रोसेस. हां. अरे वाह! अगदी खरं आहे. हो, हो. अरे बाप रे! हो. म्हणजे नेहमीच असं नाही होत ना, की प्रत्येकाला मार्गदर्शक मिळेलच रस्त्यात असं म्हणजे ह्या मार्गात म्हणता येईल. तर खूप छान म्हणजे तुम्ही अ, स्वतः स्वतःला घडवलं अशाप्रमाणे म्हणजे आपण म्हणू शकतोय. मग हा हा प्रोजेक्ट सुरू करायचा, हे विचार तुमच्या डोक्यात कुठून आले ऑर म्हणजे कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली?
आतूनच. म्हणजे जसं मी म्हणत होतो की अ, मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं आणि त्याचबरोबर मला दिसत होतं. की इतर लोकं बरीच दुःखी आहेत. म्हणजे पैसा आहे हां, म्हणजे सगळं आहे त्यांच्याकडे पैसा आहे, थोडंसं नाव पण आहे किंवा त्यांचा जॉब, <clears throat> त्यांचं करियर, सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण तरी आतून दुःखी आहेत. चेहऱ्यावर काही कळाच नाही. असे लोकं दिसायचे मला आणि त्याच्याच अर्थात म्हणजे माझ्याही एक असं 1-2 वर्ष होती, जेव्हा माझ्याही चेहऱ्यावर कळा नव्हती. पण जे मी शिकलो ते स्वतः आतून शिकलो आणि ते मला दुसऱ्यांबरोबर शेअर करावंस वाटलं. कारण माझा मूळ स्वभावच आहे शेअरिंगचा, दुसऱ्यांबरोबर दुसऱ्यांना मदत करण्याचं. म्हणून तिथून मला ती प्रेरणा आली.
अरे वाह! हां. हां हां, म्हणजे आपल्यासारखे. हां. हां हां, ओळख आहे, पण तरी. हां. हां. हो. अरे वाह! खूप सुंदर. अरे वाह! छानच. पण मग त्या, अ, तो जो काही प्रोजेक्ट होता तुमचा काउंसलिंगचा, त्याने तुमच्या रोजच्या आयुष्यात किंवा तुमची जी काही दिनचर्या होती तेव्हा, त्याच्यात काही फरक पडला का? म्हणजे वेळ किंवा काम किंवा म्हणता येईल कुटुंबाशी तुमचा जो काही संवाद होता. जी त्यात काही बदल झाला किंवा मग कशी बदलली?
हो. नक्कीच. कारण हा असा मी जसं म्हणालो काहीतरी कोर्स किंवा डिग्री नव्हती केलेली. हा एक आत्म्याचाच प्रवास होता. आणि तो सुरु झालेला होता. त्यामुळे अ, एकतर वेळ वेगळा काढायची गरज नव्हती पडत. कारण अ, हे कायम चालेल असंच काम होतं. त्याचबरोबर मी हे ऑफिसमध्ये असतानाच सुरू केलं होतं. म्हणजे ऑफिसमधल्याच काही लोकांना थोडीशी मेंटरशिप करणं किंवा एखादा कोणी ज्युनियर असेल, तर त्यांना अ, सायकॉलॉजीच्या दृष्टीने किंवा मनोस्वास्थ्याच्या दृष्टीने कसं मी मदत करू शकतो? हे असं सूक्ष्म पद्धतीने वेळ न काढताही करण्यासारखी गोष्ट होती. आणि अर्थातच कामावरती त्याचा फरक नाही पडला. कारण अ, कामातच उलट ही गोष्ट मिसळून गेली.
हां. हो का? अगदी बरोबर. अरे वाह! छान. <chuckles> अरे वाह! फारच छान. अच्छा. खूपच सुंदर, म्हणजे तुम्ही तुमचं कामच ते प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतल्यासारखं त्याचा समावेश झाला. म्हणजे उलट मदतही होत होती तुमच्या कलीग्सला त्या गोष्टींची आणि तुमचंही एक म्हणता येईल की अ, मनासारखं झालं. तुमचा प्रोजेक्ट, एक अ, सुरुवात तिथून करता आली, की म्हणजे म्हणतो ना की प्रत्यक्ष तुम्हाला, अ, दिसत होतं की काय बदल होणार आहे समोरच्या व्यक्तीत आणि काय नाही असं. तुम्ही म्हणजे ते अनुभव घेऊ शकत होतात त्यांच्यात राहून. खूप सुंदर. मग कुटुंबांनी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला की ते म्हटले, की "बाबा, कामावर लक्ष द्या अशी फालतूपणा नको करू," असं काही. <chuckles> हां.
<chuckles> नाही, खरं म्हणजे मी अ, शाळेत म्हणा किंवा कॉलेजमध्ये किंवा कामातही नेहमीच पहिला नंबर आणणारा मुलगा होतो. नेहमीच. त्यामुळे कुटुंबाला माझ्याबद्दल आदर किंवा प्रेम किंवा एक कॉन्फिडन्स नेहमीच होता.
अरे वाह! छान. हां, म्हणजे नेहमीच बरोबरचं काम करणारे बाबा. जेही करेल ते चांगलंच करेल असं. <chuckles> अरे वाह! सुंदर.
नक्कीच. आणि हे जे काही करत होतो, ते काही म्हणजे सगळं काम सोडून वगैरे नव्हतो करत ना, मी. कामाबरोबरच ह्या गोष्टी शिकत होतो, शिकवत होतो आणि त्याचा उपयोग होत होता, लोकांना. ते बघितलं कुटुंबानी म्हणून त्यांना उलट छान वाटलं, की "ठीक आहे, जे करतोय त्याचा उपयोग जर ह्यालाही होत असेल ह्याच्याही मनाला बरं वाटत असेल, शांत वाटत असेल तर करू देऊ," असं ते म्हणाले.
खूपच सुंदर. अरे वाह! फारच सुंदर. अ, म म्हणजे म्हणता येईल आपल्याला की तुम्ही एक अ, स्वजागरूकता म्हणता येईल. सेल्फ अवेअरनेस म्हणतो ना आपण. हा जो तुमचा पहिला टप्पा येईल ना, ह्या गोष्टींसाठी की तुम्ही स्वतः जागरूक झाले याविषयी. पण बदल फक्त आत होत नाही हो. म्हणजे तो नात्यात किंवा निर्ण निर्णयातही दिसतो कधी-कधी. की मग अ, हा जो काही तुमचा लाईफ कोचिंग जे होतं, जो प्रोजेक्ट होता, त्याने तुमच्या जगण्याच्या पद्धतीत काय बदल घडवले?
खूप जास्त. म्हणजे अ, प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच म्हणतात ना, तसा माझा एक अ, ॲटिट्यूड होतं. नेहमीच. मनोवृत्ती तशीच होती माझी. कारण मी एखादी गोष्ट, मी करत नसेल तर मी दुसऱ्यांना नाही शिकवू शकत. मग ती शिस्तबद्धता असू दे किंवा एखादी गोष्ट बरोबर पद्धतीने कर करणे किंवा स्वच्छता ठेवणे, इतकी छोटी गोष्टही जर मी करत असेल, तरच मी समजतो नेहमीच आणि माझं माझी एक मान्यता तशीच होती. की मी करत असेल, तरच मला हक्क आहे दुसऱ्यांना शिकवायचा. त्यामुळे मी जे काही करत होतो, ते आतून येत होतं. आणि आध आधी मी स्वतः त्या गोष्टीचा प्रयोग करायचो माझ्या आयुष्यात. आणि मला त्याचा जर परिणाम दिसला, तरच मी ते दुसऱ्यांना चांगल्या शब्दात म्हणा किंवा हलक्या शब्दात. आता मला जे एकदम सगळं कळलंय ते ऐ टु झेड मी सगळं "ब्ला, ब्ला" करून नाही सांगू शकत. समोरच्यांना कळणारही नाही कदाचित ते. म्हणून मग मी थोडं-थोडं तुकड्या-तुकड्यांमध्ये ए, बी, सी, डीपासून सुरु करून मी ते सांगायला सुरुवात केली. आणि समोरच्यात किती बदल होतोय याचंही एक निरीक्षण ठेवणं महत्वाचं होतं.
हो का. हां. हं. अगदी खरं आहे. हो. हो. अगदी बरोबर. हां. हां. अगदी बरोबर. हो. हां. हो, नक्कीच. मी तेच म्हटले ना, की तुम्ही तिथे बघू शकत होते प्रत्यक्षात त्या व्यक्तींमध्ये राहून की हा आधी असा वागत होता आता असा वागतोय. असं म्हणजे एवढा बदल दिसून येत असेल तुम्हाला. मग त्या अ, म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या अ, अ, जे काही हे बदल होते याला तुमच्या मित्रमंडळींनी किंवा म्हणता येईल तिथल्या समाजातल्या लोकांनी किंवा मग कलीग्सनी तुम्हाला काय प्रतिसाद दिला? म्हणजे अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्या, की असंच अपेक्षित होतं बाबा यांनी असंच सांगावं किंवा मग काय झालं?
खरं म्हणजे <clears throat> ते मला पारखूच शकले नाही. त्यांना कळलंच नाही, की हा काय बोलतोय किंवा काय चाललंय किंवा सॉफ्टवेअरमध्ये असलेला माणूस अचानकच वेगळं काहीतरी का बोलतोय? आत्म्याबद्दल, परमात्म्याबद्दल किंवा त्या कनेक्शनबद्दल, सोलबद्दल, माइंडबद्दल मेडिटेशनबद्दल. ह्या सगळ्या गोष्टी तसं बघितलं तर थोड्या बोरिंग आहेत आजही. लोकांसाठी थोड्याशा कंटाळवाण्या होऊ शकतात ज्यांचं फोकस किंवा लक्ष भौतिक गोष्टींकडे असतं. तर अ, अर्थातच त्यांनी ओळखलं नाही किंवा त्यांना समजलं नाही. म्हणून मी तिथे हताश न होता, मी एक वेबसाईट उघडली आणि त्या म्हणजे ब्लॉग सारखा उघडला आणि स्वतः मला कोडिंग येत असल्यामुळे मी ते सुरू केलं आणि त्यावरती मी जे काही माझे विचार येतात ते अगदी विचाराच्या लाटांची त्सुनामी येत राहायची आणि इतरांना सांगायला गेलं दोर अ, त्यांची दारं ठकठकावून किंवा ठोठावून तर त्यांना तर काही पटणार नाही, की "कशाला हा येऊन जबरदस्ती आपल्याला ज्ञान देतोय," असं म्हणतात ना. तर मग त्याऐवजी मी सगळं वेबसाईटवर टाकायला सुरु केलं.
अरे बाप रे! हां. <laughs> अगदी बरोबर. हां. हो. हो, हो. हां. वाह! अरे देवा! हां. हो. मग ते तर ऑफिसमध्ये म्हणजे असं चिडवणारेही तेवढेच असतात. अगदी बरोबर तुम्हाला तेही त्यांनाही सामोरे जायचं होतं. पण मग एखादी असं ऐकण्यासारखा क्षण किंवा घटना सांगायची असेल, तर ती कोणती असणार? म्हणजे की ज्याच्यात तुम्ही अडचणींवर मात केली. किंवा छोटासा एखादा विजय आठवतो का? म्हणजे काही धडा घेतल्यासारखं असं तुम्ही त्यातनं.
हो, नक्कीच म्हणजे मी ही वेबसाईट जी बनवली, ती अ, बनवलीच याकरता कारण चांगले श्रोते नव्हते, माझ्या आजू-बाजूला. ते जे काही मला सांगायचं आहे किंवा जे काही शेअर करायचं आहे ते ऐकणारही पाहिजे ना, तेही महत्वाचं असतं. आणि मी काय लगेच अ, गुरुगिरी करून, स्टेज बनवून लोकांना गोळा करणाऱ्यांपैकी नव्हतो. कारण हे, आतलं काम आहे. हे बाहेरून अ, शाब्दिकरित्या करून जमणारं कामच नाहीये. म्हणून मग ती वेबसाईट मी हळू-हळू लोकांबरोबर शेअर करायला लागलो. आणि त्यात मग कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जरी माझे सहकर्मचारी असले, कलीग्स असले. तरी त्यांना छान वाटलं, की "अरे! वेबसाईट बनवली आहेस का तू? ओके छान आहे ही वेबसाईट. हे तू असं का नाही करत, तसं का नाही करत?" मग त्यांनी थोडा इंटरेस्ट घेतला त्यात. म्हणजे त्यात मला सल्ले द्यायला लागले, की लेआउट असा असला तर? किंवा कलर असा दिलास तर किंवा हा फॉन्ट असा ठेवलास तर. तर ते करता-करता त्यांना कळलं की अच्छा हा एक काहीतरी छान करतोय आणि काहीतरी दीर्घ काळासाठी करतोय. तिथं कुठेतरी कौतुक करायला सुरु केलं लोकांनी.
अरे वाह! हां. अगदी. हां. हो. अगदी बरोबर. हां. हो. खूपच सुंदर. हां. अरे वाह! अ, हां. अरे वाह! फारच सुंदर, म्हणजे एक म्हणतात ना की तुम त्या प्रकल्पाने तुमची ओळख निर्माण केली आहे, की लोकांना जी तुमची बाजू माहीत नव्हती, ती माहीत झाली. आणि ते तुम्हाला वेगळ्या नजरेने बघायला लागले. त्यांच्या नजरेत गर्व आला असणार तुमच्या विषयी, की "फारच सुंदर बाबा, हा काहीतरी असं करतोय." बरं हा हां, तो प्रवासही भरपूर खडतर असेल. <chuckles> हो.
हो. त्याला वेळ लागला अर्थात, पण म्हणजे अ, कारण कळत नाही लोकांना म्हणजे. इतकं ईझी नसतं म्हणजे ते लोकांनाही समजणं ह्या सगळ्या इतक्या खोल गोष्टी.
नक्कीच. म्हणजे तोही प्रवास खडतर झाला तुमचा. हळू-हळू म्हणजे सगळ्यांना जाणीव झाली एक म्हणता येईल, त्या गोष्टींची. मग जर अ, हा बदल आता टिकवून ठेवण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी तुम्ही काय करत आहात आता? किंवा मग अ, अ, इतरांना हे करायचं असल्यास तुम्ही काय सल्ला देणार? कसं करायचं?
हो. <chuckles> हं, इतरांना करा असा सल्ला मी नाही देणार. मी म्हणेन की तुम्हाला जे वाटतं ते करा आणि <clears throat> तुम्ही ज्यात चांगले आहात स्वतःला ओळखून तुमची एक्सपेर्टीज जी आहे ती ओळखा, त्याप्रमाणे चाला. पण मी हे अजून कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला ही करायची आहे गोष्ट. हे प्रोजेक्ट चालवायचं आहे. कारण माझ्या स्वतःमध्ये मी इतका बदल पाहिला आहे 2008 पासून आजपर्यंत की अ, मी त्यात वाढवल्या आहेत गोष्टी म्हणजे आधी फक्त वेबसाईट होती. मग त्यानंतर YouTube आलं. YouTubeवरती मी शॉर्ट व्हिडिओज बनवायला सुरू केले आणि आधी तर थोडे लाँग व्हिडिओज होते. आता शॉर्ट व्हिडिओजच फॉर्मॅट आलंय, तर जास्त सोयीच्या झाल्यात गोष्टी आणि त्याचबरोबर Instagram. जिथून पोहच अजून जास्त वाढू शकते आणि लोकांपर्यंत खूप सहजरित्या हे सगळं काम पोहचू शकतं.
हां. हां. फारच छान! हो. हो, का? हां. अगदी छान! हो. हो. आधुनिकतेमुळे तुम्हाला खूप म्हणजे मदत झाल्यासारखं झालं ह्या गोष्टींसाठी. मग तुम्ही आता जसं म्हटले की तुमच्यात तुम्हाला 2008 पासून ते आतापर्यंत एवढा फरक जाणवतोय. तर हा फरक अ, म्हणजे कंटिन्यू ठेवायचाय की आता व्यवस्थित आहे बाबा की अजून त्याच्यात काही बदल करावा वाटतोय?
नाही, मला असं वाटतं तो बदल आपोआप होतो. आणि मी हे काम जर चालूच ठेवलं आणि ठेवणारच. पण जर ठेवलं, तर अ, तो बदल होतच राहील आणि हा बदल असा असतो की आपल्या वागणुकीत दिसून येतो किंवा आपल्या विचारांमध्ये दिसून येतो, आपल्या अं, देहबोलीमध्ये पण दिसून येतो. कळत नकळत आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं आणि ज्यांचं प्रेम आपल्यावर असतं. त्यां त्यांच्यावरती ह्याचा चांगला एक इफेक्ट पडतो, म्हणून हे काम चालूच ठेवायचंय आणि त्याचा बदल होतच राहू द्यायचा आहे.
हो का. हां. हो, हो. हो. अगदी बरोबर. हो. हां, मी तेच विचारणार होते की ह्या बदलामुळे की आजूबाजूचे तुम्ही म्हटले की प्रेम असतात लोकांवरचे. मग ती नाती अजून घट्ट होण्यास मदत झाली? की म्हणजे काय बदल झाले नात्यात तुमच्या?
हो खूप जास्त. म्हणजे जे जिथे आधी मी कदाचित थोडंसं चिडून बोलायचो किंवा थोडासा राग यायचा किंवा थोडसं पटायचं नाही, कुठेतरी कॉन्फ्लिक्ट्स व्हायच्या, खटके उडायचे.
हां. हां. हां. विचारसरणी वेगळी होत होती. हां.
हो. तर मग सगळं बदललं. त्यात अ, म्हणजे विचार जरी वेगळे असले, तरी हे एक समज आली माझ्या आतूनही की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि त्या व्यक्तीला हँडल कसं करायचं? हे थोडीशी शिकण्याची कला माझ्यातही आली, ह्या कामात. हे काम करता-करता किंवा लोकांचे विचार किंवा लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत हे समजता, समजता माझ्यातही तो बदल आला. हा सर्वात मोठा फायदा झाला.
अगदी छान. हां. हो. फारच सुंदर, म्हणजे तुमचं हे आत्ममंथन ऐकून असं स्पष्ट जाणवतंय, की काउंसलिंग अ, किंवा लाईफ कोचिंग हे फक्त प्रक्रिया नाहीये. ते स्वतःला भेटण्याचा एक मार्ग आहे. ते फक्त स्वतःला शोधता यायला हवं आणि तुम्ही ते त्या मार्गापर्यंत प्रत्येकाला नेण्याचं बघताय. बरोबर ना? <chuckles> अगदी सुंदर. खूप छान अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं हा प्रवास वर्णन अ, केला. तो मला फार आवडला, की त्याच्यात मलाही खूप काही शिकण्यासारखं होतं आणि नक्कीच मला कधी काउंसलिंग करावी वाटली, तर मी तुमच्याकडेच येणार. <chuckles> नक्कीच पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. खूप खूप धन्यवाद तुमचे.
अगदी. <chuckles> धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.
धन्यवाद.